बघा ना, आयुष्याच्या वाटेवर चालताना आपल्याला कधी ना कधी अपयश येत, नाही का? आणि त्या अपयशानंतर एक यश पण भेटतं कारण त्यामध्ये आपला विजय असतो. मग या अपयशानंतर पुन्हा उठण्याची तुमची पद्धत काय आहे, सांगाल मला?
हो ना. नक्की सांगेल बघा, सगळ्यात पहिले तर मला हे सांगावंसं वाटेल, की अपयश म्हणजे हा एक, जसं आपण म्हणतो ना, यशाला प्राप्त करण्यासाठी जी शिडी असते, ते अपयश. कारण जर का आपल्याला यश प्राप्त करायचं असेल, कुठलीही छोटी गोष्ट असो, मोठी गोष्ट असो, जर अपयशच भेटलं नाही, तर आपल्याला कळणार कसं ना, की प पुढच्या वेळेस काय नाही करायचं, काय करायचं. आणि तशा वेळेस तो एक एक मार्ग असतो, तो अपयशाचा जो मार्ग असतो, तो आपल्याला यशापर्यंत घेऊन जातो. तर जी प्रोसेस असते, ती अपयशाशी जुडलेली असते, असं मला सगळ्यात पहिलं म्हणावंसं वाटत आहे. आणि दुसरं मी सांगेल ना, की अपयश म्हणजे सगळं काही संपलं नाही हो, अपयश म्हणजे एक थोडासा, आपण म्हणतो ना, मध्ये थोडं अ, एक थोडासा असा ए, एक अ, एका प्रकारचा स्पीड ब्रेकर आपण म्हणतो ना, की हो थोडासा ठहराव असा येतो तो. हो, की त्याचा अर्थ हे नाही, की तुमचं पूर्ण अ, वेळ, पूर्ण तुमचं जीवनच वाया गेलं का, तुमचं आयुष्यच वाया गेलं, असं काही नाही आहे हो. कधी-कधी आपण प्रगती अपयशाची ना, आपल्या वर्षांसोबत मोजतो, पण असं काही नाहीये बघा. इतकी वर्ष जगलेय मी आणि मला कळतंय आहे अजून पण, की जर का काही गोष्टीमुळे अपयश तुम्हाला भेटलं, अहो, तुमचं खूप मोठं जीवन आहे पुढे. हे 1-2 वर्ष जर गेले, काही होत नाही कारण लोकं 40-40व्या वर्षी सुरुवात करतात, वेगवेगळ्या गोष्टींची, तर तुम्ही कुठे मागे राहिले नाहीये. हे सगळ्यात पहिलं माझा माइंडसेट मी ठेवण्याचा प्रयत्न करते.
हं. हं, हं. बरोबर. नक्कीच. हं, हं. बरोबर. नक्की. नक्कीच, नक्कीच. हं, हं. बरोबर. हो, नक्कीच. अगदी बरोबर. होतं असं. आयुष्यच जे हो. नक्कीच. हं, हं. हं. बरोबर. हो ना.